म्हणजे काय माहितीये का पहिली तर मी अतिशय अशी साधी-सुधी. मी म्हंटलं ना मी कॉटन आणि मलमलच्याच साड्या नेसायची आणि साधे सिंपल जसे आपले अ भारत देशात सूट असतात, सलवार कमीज तेच घालायचे आणि त्यात काही पॅटर्न किंवा फिटिंगचं असं काही नव्हतं. म्हणजे सरळ सरळ शिवलेले असायचे ते असं वाटायचं की हा सरळ घालून जसं सगळ्या बायका नेसतात ते तसंच. पण जेव्हा मी हे रील्स बघायला सुरू केल्या ना तेव्हा मला कळलं, मग ऑफिसला माझं लूक चेंज झालं मी खूप छान असं नीटनेटकी दिसायला सुरुवात झाली मग आणखीन मी हेअरस्टाइलवर पण पाहिलं मग मी तश्या प्रकारे जाऊन त्या पार्लरवालीला दाखवलं की असे-असे मला अ माझे केस कट करून दे तू हेअरस्टाइल मस्त असे स्टेप कट करून दे. तर तिने केलं ते. ते खूप सुंदर दिसायला लागलं. तर माझ्या मिस्टरांनी पण सांगितलं की "तू काहीतरी वेगळं करते ना आजकाल, बरी दिसते." तर मी म्हंटलं हो ना आणि ऑफिसमध्ये पण काय आहे ना मी माझ्या साड्यांचं मग नंतर वॉर्डरोबच चेंज केलं. ते रेडी टू विअर साड्या मागितल्या आणि नंतर मग ते ऑर्डर करून झालं, की मी छान-छान असे क्रॉप-टॉप आणि लाँग स्लीव, शॉर्ट स्लीव, स्लीवलेस असे वेगवेगळे प्रकारचे मागवले. म्हणजे ऑफिसमध्ये पण माझा कॉन्फिडन्स वाढला. मला जास्त तिथे प्रशंसा भेटायला सुरू झाली आणि मग माझी मैत्रीण बोलली तू इतकी सुंदर दिसते, इतके छान-छान तू साड्या नेसते, तू Instagram वगैरेवर पण टाक ना छोट्या-छोट्या रील्स की तू कशी साडी नेसते आणि काय-काय करते.
हां. बरोबर, हो. हं. अरे वाह! हो हो. हां. हं. हो. अरे वाह! हो. हां.
मग मी म्हंटलं ठीक आहे करूया.
हो. उं हां, हां.
तर अशी मग मी सुरुवात केली त्याला.
मग ते तुम्ही केलं का? हो. मग तुम्ही तशी सुरुवात केली तर तुम्हाला त्याची काय प्रतिक्रिया भेटली या म्हणजे पॉझिटिव्ह प्रतिक्रिया भेटली का?
हो ना म्हणजे जितकी लोकं मला ओळखत होती ना, ते तर माझ्या Instagramवर होतेच ना माझे कॉन्टॅक्ट्समध्ये. तर त्यांनी जेव्हा माझे रील्स बघितले आणि माझे फोटो पाहिले तर त्यांना विश्वासच नाही झाला, की अरे ही हीच बाई आहे का, की जी एकदम इतकी साधी-सुधी साडी नेसून फक्त निघायची? आणि ओळखत तर राहत येतात ते पटापट लाइक एंड शेअर करायला सुरू झाले. त्यांच्या वाईफला, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या आईंना आणि सगळ्यांनाच दाखवत राहिले, की हे बघा असं आपणही करू शकतो.
हो. हो. अ, हां. हो. अरे वाह! हं. मग ह्यातच, ह्यातच मला तुम्हाला ना, ह्यातच मला तुम्हाला ना कमेंट्स आणि लाइक्स बद्दलच तुम्हाला विचारायचं होतं, की लोकांचे बघा ना आजकाल कमेंट्स आणि लाइक्सचा ना हा ट्रेंड जो असतो, की लाइक भेटला म्हणजे आपलं एकदम मस्त, आपण ना पसंत पडलो म्हणून. तर अ, तुम्ही म्हणजे लोकांच्या कमेंट्स आणि लाइक्स किंवा ह्या ट्रेंडमुळे, तुम्ही निर्णय तुम्ही घेतात का? की म्हणजे सोशल मीडियावर चालू आहे असं म्हणून मी पण असं निर्णय घेतला पाहिजे माझ्या वैयक्तिक जीवनात आणि जर का असं वाटतं तुम्हाला तर त्याचा म्हणजे तुमचा दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम झाला, म्हणजे तुमच्या वेळेवर, तुमच्या पैश्यांवर, तुमच्या मानसिकतावर?